असं आहे.
मग वारी जी, पंढरीची वारी त्याच्यावरती पण तुम्ही केली आहे का डॉक्युमेंटरी?
हो, हो. मी अ, 4 दिवस अ, प्रवास केलाय त्या लोकांसमोर. अ, त्यांच्यासोबत. अ, पण म्हणजे अ, त्यांच्याबरोबर अगदी पायी चालत नव्हतं. काही काळ मी पायी चालायचो खरं सांगायचं तर. मग ते कुठल्या अ, म्हणजे 2-3 तास मी चाललो त्यांच त्यांच्या सोबत, की मी थांबून घ्यायचो किंवा माझ्या माझी जी गाडी असायची फोर व्हीलर त्याच्यामध्ये बसून मग ते लोकं जिथे येणार आहेत, त्याचं आगमन जिथ जिकडे स्टॉप आहे त्या लोकांचा तिथे जाऊन थांबायचो मी. थोडासा आराम करून, पुन्हा मग चित्रीकरणाला तयार व्हायचं, असं असायचं. पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर अ, चालणं तेवढं शक्य नाही. फार अवघड गोष्ट आहे, चालत जाणं म पण. फार अवघड.
बरं, बरं. हो, नाही आणि तुम्हाला काम पण करायचं आहे ना? तुमचं काम ते चित्रीकरण आहे. त्याला एनर्जी पाहिजे.
हो, हो, हो. चित्रीकरण एनर्जी पाहिजे, अ, स्टेबिलिटी पाहिजे असतं कॅमेरा धरून आपण चालतो ना, कारण तिथं ट्रायपॉड वर लावून च अ, चालणार नसती गोष्ट. तुम्हाला हँड हँडल्डच करावं लागतं ते सगळं. तो थोडासा अ, आजच्या सारखा तो थोडासा अं, हलक्या वजनाचा नाही, थोडासा जड वजनाचाच असतो तो कॅमेरा, तो घेऊन चालणं आणि स्टॅबिलिटी ठेवणं थोडासा फरक पडतो सर.
हां. हो आणि लाईव्हना त्यामुळे म्हणजे अ, त्य त्याचा काही री
अ, हां, हां. नाही लाईव्ह नसतं. नाही, नाही लाईव्ह न लाईव्ह नसतं तो डॉक्युमेंटरी ती आम्ही शूट करतो, मग येतो, मग त्याला एक स्टोरीलाईन करतो छान. मग त्याचं युटलायझेशन करून, एडिट करून मग साजेस त्यामध्ये संगीत: त्याच लोकांनी गायलेली गाणी, अभंग, तेच सगळं त्यामध्ये इन्क्लूड करून असं छान मग ते तेव्हा ते आपल्या हातात असतं, की हे इंटरेस्टिंग करावं का? तर मग तसं करतो.
ओह! हं. हां, म्हणजे थोडा तडका लावायचा, थोडं गार्निशिंग करायचं. हां, हां, हां. बरं.
हो, हो, हो. मध्येच अभंगाचे काही वाणी वगैरे येणार, मग ते त्यांचं चालणं, मग त्यात एखाद्या आजीबरोबर संवाद. अ, अगदी काही-काही लहान-लहान मुलं पण येतात अगदी. तर त्यांचं काय मत आहे? त्यांचं काय म त्यांचं काय म म्हणणं आहे. ते जाणून घेणं अगदी बरोबर. अशा प्रकारे मग ते सगळं चालत असतं.

अं, अ, व्हिडिओ शूटिंग करायला मला तर फार आवडतंच, पण त्यातल्या त्यात जर कधी अ, सॉर्ट ऑफ डॉक्युमेंटरी जर मला करण्याचा योग आला, तर मला फार मजा येते त्यामध्ये अ, कारण अ, त्यामध्ये आपल्याला आहे ना अ, वेगवेगळ्या गोष्टी अ, नव्याने आपल्याला दिसतात, शिकायला मिळतात. तर त्यामुळे मला ते फारच भारी वाटतं आणि खूप छान वाटतं हां सर.
ओह! अहो मला आश्चर्य वाटलं. अ, ज्या प्रकारच्या फिल्म असतात ना, त्याच्यात डॉक्युमेंटरी हां सगळ्यात बोरिंग किंवा असं शिक्षण देणं आणि ज्याला रीच करणं अस असा लोकांचा दृष्टिकोन असतो. <snorts> म्हणजे अहो, अ, मध्ये शाहरुख खानचा तो एक सिनेमा होता. स्वदेश.
हां. हां. करेक्ट, करेक्ट. येस, येस, येस. बरोबर, बरोबर. अ, हां, सर. हां, हां. स्वदेश. बरोबर, बरोबर.
हां, तर बऱ्याच माझ्या मित्रांनी सांगितलं की "हे हा काय सिनेमा आहे? ही तर डॉक्युमेंटरी आहे." हं, हां. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं, की फारसं चांगलं नाही. मग तुम्हाला कसं काय आवडतं? मला खूप उत्सुकता आहे, सांगाल का प्लीज?
हां, हां, हां. डॉक्युमेंटरी. करेक्ट, करेक्ट असाच हां, हां. बरोबर, बरोबर. हां. सर तुम्ही आता ते उदाहरण दिलं ना अ, स्वदेशचं तर त्यामध्ये गाणी तरी होती, थोडंसं मनोरंजन होतं, थोडीशी कॉमेडी होती, रोमान्स होता एक अस असं ते पॅकेजतरी होतं. पण मी जेव्हा लहान होतो मला आठवतं तेव्हा गांधी नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. अ
<laughs> हो. हो. हं. हो, बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींचं काम केलं होतं. बरोबर.
करेक्ट. करेक्ट सर. हां, कस्तुरबा गांधी आपल्या त्या अ, मराठी आर्टिस्ट होत्या. हं, अ
अ, हो. काय बरं नाव त्यांचं? आजीचं काम करतात हल्ली.
आ आजीचं काम करतात हल्ली त्या. तर अ, रोहिणी हट्टंगडी त्यांचं नाव. हां, तर तेव्हा म्हणजे अ, आम्हाला सिनेमा बघायला जायचं, पण तेव्हा ते आमचे शेजारचे काका आले, "अरे काय सिनेमाला जाताय? फिल्म डिव्हिजन की भेट असतं ना तसा सिनेमा म्हणे तो, ना गाणी ना काय ना काय-काय?" असं म्हणजे फिल्म डिव्हिजन की भेट तेव्हा डॉक्युमेंटरी दाखवल्या जायच्या, तर त्यांना तसा तो अनुभव आला होता. त्याच्यावरून मला आठवलं. बरं, तर अ, डॉक्युमेंटरी करतांना तुम्ही जसं म्हणालात, की रटाळ असतं, तसं नाहीये बऱ्याचशा अ, डॉक्युमेंटरीज असतात ह्या थोड्याशा अ, मनोरंजन अं, करणाऱ्याही असतात. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, की अं, सपोज जर एखादा आवडता विषय माझा आहे ना, त्याविषयी जर कोणी सांगत असेल, त्याविषयी जर काही ते अ, डॉक्युमेंटरी असेल तर मी फार इंटरेस्टने बघतो. असं एक म्हणजे ती थोडीशी रटाळ जरी असली ना, तरी ती मला मनोरंजकच वाटते, जर माझ्या आवडीचा विषय असेल तर. सपोज एखादा अ, म्हणजे एखादा अं, खेळाडू आहे. अ, हॉकीचा खेळाडू आहे आणि हॉकीवरची एखादी डॉक्युमेंटरी आहे. तर तो हॉकीवरची ती डॉक्युमेंटरी बघताना त्याला बोर होत नाही. पण इतरांना होऊ शकतं ज्यांना त्याच्यामध्ये अजिबात रस नाही.
अ, काय बरं त्यांचं नाव? बरोबर, रोहिणी हट्टंगडी. बरोबर. <laughs> हां. हो, हो. अ, हो, हां. हं. हां, खरंय, खरंय, खरंय.